बरं. हं.
म्हणजे चहा, कॉफी असं काही प्यायचं नाही.
हां. म्हणजे उत्तेजक पेय पूर्णपणे टाळायची आहेत आणि सकस आहार घ्यायचा आहे. अच्छा. वाह! छानच. हां.
आणि हो, हो. पूर्ण हो, हो. उत्तेजक पेय टाळायची आणि जर तुझ्या ऑफिसचा लॉगआउट टाईम जर रात्री 2:00 वाजता आहे, तर 5:00 वाजेपर्यंत म्हणतात ना की नाही म्हणायला शिक. तर ते ते नाही म्हणायला तिला सांगितलं. की, "ठीक आहे 2:00 वाजता झोप पण ते 2:00 वाजता झोप आणि सकाळी 8:00-8:30 ला उठ, म्हणजे ती थोडीशी सकाळ म्हणतो ना आपण सकाळचं थोडं उठणं होतं."
हो. हां. बरोबर. वाह! वाह! खूपच महत्वाचं आहे हां. हो. हं. बरं. हां. हो ना, हो ना.